ते एक तर अ, म्हणतात ना सिगारेट दारू, गुटखा वगैरे त्याचा असो
हो.
या पैशाचा असो, या बाईचा असो, या खाण्यापिण्याचा असो. हां, बाकीचा.
हो, हो. बरोबर, बरोबर.
तसं मला सुद्धा व्यसन आहे हं. पण मला व्यसन आहे भक्तीचं.
अच्छा. अरे वाह, वाह, वाह! खूप छान, खूप छान.
ना मी कधी नशा केला आजपर्यंत, ना कधी कुठली गोष्ट केली, ना कुठल्या म्हणतात ना वाईट अ, गोष्टीवर गेलो. तर त्याचं कारण काय आहे, की माझ्या आजी-आजोबांनी दिलेलं माझ्या मार्गदर्शन.
हो, हो, हो. अच्छा. खूप छान.
आणि म्हणतात ना की अ, चांगले कर्म करत राहावा. फळाची चिंता नका करू.
ईश्वर त्याचं फळ देतो.
हं, फळ ज्याला द्यायचंय तो देईल. तुम्ही फळ्याच्या मागे नका राहू आणि म्हणतात ना, की अ, माझ्या आजोबा लहानपणी एक अभंग होता, "हरीमुखे म्हणा, हरीमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी." ना, तर त्याचा अर्थ हो. पुण्याची गणना कोण करी त्याचा अर्थ आहे, की तुम्ही नामजप करा चांगले काम करत राहावा. तुम्ही पुण्य नका मोजू तुम्ही, "मी अरे आज मी एवढं पुण्य केलं. अरे आज मी तेवढं पुण्य केलं." अरे तुम्ही पुण्य का मोजताय? तुम्ही देवावर सोडून द्या.
हं, हं. "पुण्याची गणना कोण करे देवाचीये द्वारी उभा क्षणभरी." तर हां, हां. हां. हो. बरोबर.
तुम्ही चांगलं काम करत राहावा. भले तुम्हाला कितीही दुःख येऊ द्या. चांगलं काम करत राहावा, कधी चुकीचा मार्ग नका धरू आणि तुमचं कायम चांगलंच होणार आहे.
हो, हो. अगदी बरोबर. खूपच छान हे दिली म्हणजे नाही का तुमच्या आजोबांनी शिकवण. तर ही जी शिकवण जी तुम्हाला दिली तर अ,
आणि त्याच गोष्टी हां.

तर मला तेच वाटतं, की अ, मी पुढे तेच करणार, की जे मी ज्याला भेटतो माझे मित्र आहेत, खूप सारे कलीग्स आहेत. त्यांच्या आयुष्यात जेवढा संकट येतात ना तेव्हा मी त्यांना काही ना काही अशा कथा सांगून त्यांना अ, पॉझिटिव्ह वाइब देतो. नक्कीच त्यांचे संगत चांगलं घडलेलं प्रत्येकांसोबत.
हं, हं, हं, हं.
म्हणजे अ, प्रत्येकांना आता विश्वास आहे आणि त्यांना प्रॉब्लेम येतात ना तेव्हा मला फोन करतात. की बाबा अ, अस असं होत आहे, काही कळेना. आणि मी त्यांना म्हणतो विश्वास ठेवा आणि त्यांनी विश्वास ठेवला त्यांचं चांगलंच होतं. जो फक्त मनात तरबितर होत असतं, की नाही बाबा हे खोटं पण आहे आणि हा खरं पण आहे म्हणजे बळजबरी करतो. त्याला थोडं फळ भेटायला टाईम भेटतो. बघा बळजबरीचं पण काम आहे ना, त्याला पण फळ भेटतातच. म्हणजे तुम्ही बळजबरी एखाद्या ठिकाणी जाऊन काम करताय. बघा तुम्हाला तरीही भेटणार. हा, एका दिवशी कामावरून काढले जाऊ शकता या परमनंट होऊ शकता का? मन लागलं तर पैसे तर भेटणार आहे ना. <chuckles> तसंच आहे ते.
अगदी बरोबर. हो, हो, हो. अगदी बरोबर. <chuckles> बरोबर. हो, हो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे एकंदरीत लहानपणापासून तुमच्यावर जे संस्कार झाले तुमच्या आजी-आजोबांचे तर ते जे मार्गदर्शन झालं आहे तर ते एकदम खूपच लाखमोलाचे सल्ले तुम्हाला भेटलेत. आणि ते तुम्ही तुमच्या आयुष्यभर अविरतपणे चालू ठेवलेत. असं एकंदरीत तुमच्याशी बोलताना जाणून आलं. आणि खूप छान वाटलं मला तुमचे हे विचार वगैरे नाही का? आणि तुमच्या आजी-आजोबांनी दिलेलं मार्गदर्शन हे नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात उपयोगी ठरेल. असं आम्हाला वाटतंय. खूप-खूप धन्यवाद तुमचे!
हो, हो, हो. नक्कीच. हो, हो, हो. धन्यवाद! आपल्या पण. भेटूया आपण लवकर पुन्हाच.
नक्कीच, नक्कीच भेटूयात. धन्यवाद!